त्याच्यामध्ये एक समूहासोबत जी ऊर्जा असते ते कुठेतरी हरवते आणि ती ती मजा जी असते म्हणजे असं असतं ना लोकं असतात. एक सोबत लोकं चीअर अप करतात एखादा सीन तुम्हाला हसवतो, रडवतो आणि एक जास्त संख्येमध्ये आहे ना आणखीन तो फील जास्त होऊन जातो. तर मग तेही कुठे म्हणजे काहीतरी हे झालंय का थोडं काय वाटतं?
अ, हं. हो. हो. हो, ना. हं. अ, ह्याचं उत्तर तुम्हाला मी एका असं सीनमधनंच देईन अ, ते कोणते तरी सीरियल आहे बहुतेक मूव्ही नाहीये. त्यामध्ये ती म्हणते, "सही पकडे है." <chuckles>
हं, हं. हं. अच्छा. हं, हं.
अ, हं. तसंच तुम्ही सही पकडला आहे की अ, थिएटरमधली मज्जा वेगळीच असते नाही का? की तो धिंगाणा किंवा शिट्ट्या वाजवणं, अ, इकडून-तिकडं उड्या मारणं. अ, मला आताही आठवते सैराट मूव्ही आपली मराठीतली. मी एक्चुअली पाहिले नाही ते थिएटरमध्ये जाऊन पण त्याचे व्हायरल क्लिप्स वगैरे मी खूप पाहिले नाही का. जे अ, तो डायलॉग नाही का त्यामध्ये की, "परशा आर्ची आली, आर्ची." मग ते किंकाळ्या फोडणं त्यांचं, शिट्या वगैरे वाजवणं. काहीजण तर नंतर अ, टी-शर्ट काढून फेकू लागले इकडून-तिकडून <chuckles> म्हणजे।
हं, हं. बघ नक्कीच. हं, हं. हां, हां, हां, हां, हां. अच्छा. हां. ,हां, हां, हां. तुम्ही मिस केलं ते जर तुम्ही तो बघितला असता ना पिक्चर तर मला असं वाटतं की झिंगाट गाण्यावर तुम्ही पण पुढे जाऊन नाचला असता.
हां. हां. नाचला असता. अरे मी तर खरं सांगाल ते रील्स बघून मी घरात नाचतो. पण माझं कसं आहे मी इंट्रोव्हर्ट आहे ना एकट्यातच नाचत असतो मी. <chuckles>
एकट्यात. एकट्यात. हो ते समजलं. हं, हं, हं.
हां. तर नक्कीच मला वाटतं की अ, स्ट्रीमिंगचाही आपला एक फायदा आहे आणि सिनेमागृहाचा पण आपला एक फायदा आहे आणि अ, कितीही काही केलं तरी दोघांचे आपले आपले अ, नफा आणि तोटा आहे असं मला वाटतं अ, आणि स्ट्रीमिंग अ, माझ्यासारखा एकलकोंडा एखादा असेल, <chuckles> त्यांच्यासाठी चांगला आहे घरल्या बर घरी बसल्या-बसल्या नाही का? घरीच त्यांचं विश्व बनवतात जे. जसं मी बनवतो. हं तर त्यांच्यासाठी चांगला आहे. आणखीन बेस्ट पार्ट स्ट्रीमिंगचा असा आहे जिओ हॉटस्टार जे आता झालय. हॉटस्टार होत आधी.
हं. बरोबर. बरोबर. हं, हं. हं, हं. बरोबर आहे. एक पूर्ण हं. बरोबर. हं, हं.

हां. आय-पी-एलची फेवरेट टीम खरं सांगू ना, चेन्नई सुपर किंग्स माझी होती. आणि येस, "थाला फोर द रिझन." अ, <chuckles> अ, 07 एम-एस-डी आणि हां, फुल सपोर्ट. तसं मुंबई इंडियन्स अ, माझी सेकंड फेव्हरेट आहे. पण जब थला भाई आते ना, तो कोई
"थाला फोर द रिझन." <chuckles> <chuckles> तर तिथं मग टी-शर्ट मुंबईचा टी-शर्ट निघून मग अ, याचं चेन्नईच टाक
हां. हां. जेव्हा अ, मुंबईच्या मुंबई आणि चेन्नईच्या असते ना, तर अ, माझं एक अ, इमोशनल काय म्हणतात वादळ माझ्या मनामध्ये सुटतं, अरे यार.
हं आणि हे स्ट्रीमिंगवर चाललंय हं, म्हणजे हे सगळं स्ट्रीमिंगवर बघताय तुम्ही हां, जो आपला जो विषय आहे, त्याचे अनुभव आहेत, हे तुमचे. बरोबर.
येस. हो ना, आय-पी-एल वगैरे सगळं. येस आणि मी तर व्हीआरमध्ये बघतो, असं वाटतं मला इकडं-तिकडं असं आपण मान वगैरे फिरवली ना, तर अ, आपल्याला वाटतं क्राउड पण दिसतो माहिती आहे का काय-काय याच्यात.
अरे! मग तुम्हाला कधी असं वाटतं का त्या व्हीआरमध्ये हा धक्का मारतोय मला?
हां, होतं ना तसं फिलिंग. म्हणजे अ, अ, कधी-कधी असं भिंतीला जाऊन आपटतो मी. <chuckles> अ, आणि स्पेशली ह्याच्यामध्ये आणि अ, काही-काही असे अ, 3D मधले मेटावर्स तुम्ही ऐकला असेल. एक कन्सेप्ट आहे अ, Facebookचा वगैरे. त्यामध्ये असं होतं बघा, जसं तुम्ही म्हटलं ना धडकतो मी इकडं-तिकडं जात हं, का किंवा अंगावर आल्यासारखं वाटतं अचानक. तर त्याच्यामध्ये एक मी गाणं पाहिलं होतं. दिलेर मेहंदीचं अ, कोणतं तरी ते येस. येस. <chuckles> त्यानं मेटावर्समध्ये बनवलंय ते गाणं अ, कितीतरी करोड घालून म्हटलं बरं, भाईने इतना हं, पैसा लावला तर आपण बघायला पाहिजे नाही का. <chuckles>
तसं होतं? <laughs> हं. येस, येस, येस, येस. असं बनवलंय. हो, हो. आता धडकतो. हां. हां, हां, हां. हं, हं, हं. कुठलं? टुणूक टुणूक धूम ताना ताना? <chuckles> हां, हां. हो, हो, हो. माहिती आहे. तर ती मजा घेतलीच पाहिजे. घेतलीच पाहिजे. बरोबर.
हां, तर त्यामध्ये ते असं मस्त 3Dमध्ये अ, मध्ये असल्यासारखं वाटतं आपल्याला.
मग मला असं वाटू लागलं, की हे स्ट्रीमिंग सेवा तुमच्यासाठीच बनली आहे. असं आहे का? हां.
हां, हे माझ्यासाठीच बनवले त्यांनी आणि
इंट्रोव्हर्ट आहोत ते तुम्ही, का काय करणार गर्दी में, क्या करेगा गर्दी में? घर में जाओ इंट्रोव्हर्ट भाई असं, असं काही ते. हं.
येस. <chuckles> <inhales> हां. हो. बरोबर आहे ना. आणि बघा समजा मी वर्षातून 10-15 पिक्चर पाहिले असते, त्याचे पैसे किती झाले असते? अ, अ, खाणं-पिणं मिळून ₹1000 तर जातात, ₹700-800 जातात नाही का. अं, अ, त्याच्यापेक्षा मग गॅजेट्समध्येच इन्वेस्ट करा. प्रोजेक्टर येतं चांगलं क्वालिटीचं 10,000-15,000 पर्यंत किंवा 4k घ्यायचं असेल तुम्हाला तर 20,000 पर्यंत येतं. तर तिथे इन्वेस्ट करा. घरच्या घरी बघा. मग ही फॅमिलीसोबत पण बघताना कामी येते ना, असं नाही की एकटच बघतोय मी.
मग? ते का? ते का? हो. आणि हं, हं. बरोबर आहे. क्या बात है? बघता येतं. हं. मग जेव्हा तुम्ही घरी जातात असं कधी तुमच्या, तर मग पूर्ण सिस्टम घेऊन जाऊन त्यांच्याशी एक अ, मूव्ही नाईट वगैरे करतात का?
हां.

येस. तर त्यावर आयपीएल वगैरे आपण बघतो बघा, तसं मी आयपीएल बघत नाही, पण अ, सेमीफायनल आणि फायनल बघत असतो फक्त मी. हां, हां. तर
हं. बरं, बरं. अच्छा. मग त्या 2 याच्यासाठी तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलंय, की एखाद्याच्या आयडीवरून लॉगिन करून फक
नाही, नाही. माझं तर अ, एअरटेलचा एक्स्ट्रीम वाय-फाय आहे ना, त्याच्यात सगळे मला अ ऑलरेडी सबस्क्राईब आहेत Apple टीव्ही, हे ते. म्हणजे फ्रीमध्येच त्यामध्ये येतात. फ्रीमध्ये म्हणजे त्यांचा एक तरीका आहे, आपल्याकडून पैसे काढण्याचा. हं.
हो, हो, हो, हो, हो. क्या बात है. <chuckles> हं. हां, हां, ते एक आहे. नाही. मग हे स्ट्रीमिंग बघताना तुम्हाला आता असं कधी होतं का, की आता तर तुम्ही एकटेच राहतात. कोणी रोखणार पण नाहीये, की काय करतोय, कितीवेळ का बघतोय असं. हे ना? तर मग असं कधी झालंय का, की एक एपिसोड चालू केला आणि समजलंच नाही, की आपण पूर्ण सीरीज बघून अ, झाली आहे. असं होतं कधी?
हां. हो. हां. माझं रोजचं तसंच आहे. नाही. रोज नाही आहे. अ, अ‍ॅक्चुअली हं. माझं वीकेंड वीकेंड.
अच्छा. रोजचंच आहे. कधी-मधी, म्हणजे? मूडवर आणि वेब सीरीजवर डिपेंड करतं.
हो, कोणती आहे, काय आहे, साय फाय शोज वगैरे मला जास्त आवडतात नाही का. अ, मला मस्त वाटतं. म्हणजे एकदा लावलं, की मग ते कंटिन्यू आणि ते पण म्हणतात ना, पहिल्या एपिसोडमध्येच कळून जातं, की काय याच्यात पोटेन्शियल आहे, म्हणजे चांगला आहे. हं. आणि सुरू सुरूला
क्या बात है. हं, हं. हं. हो, हो. <clears throat> ते आपल्याला किती अ, हे करतं, इन्व्हॉल्वमेंट समजते ना आपल्याला?
हां. एक्झॅक्टली. प्लॉट कसा टाकला. त्यांनी, पायलट अ, एपिसोड जे म्हणतो आपण पहिला तो. हां, मग ह्यामुळे स्ट्रीमिंगने अ, नक्कीच, अनुभव बदलला आहे, सिनेमागृहातला, सिनेमा पाहण्याचा आणि ते मला सांगायचं राहिलं. जिओ हॉटस्टारचं जे बोलत होतं ना आयपीएल हां. तर त्यामध्ये वेगवेगळ्या अँगलने दिसतं नाही का. हं. तुम्ही बघा स्टंपचा अँगल 3rd अ, 3rd अंपायर अ, किंवा अम्पायरच्या व्ह्यूनी.
हं. हां. हो, हो. ते राहिलं. आयपीएल टीम तुमची फेव्हरेट. हां. हां. हां. आणि जर तुमचा एखादा फेव्हरेट प्लेयर असला तर फक्त त्याच्यावरही कॅमेरा. हां.
येस. हो ना. म्हणजे सुपरस्टार व्ह्यू त्याला म्हणतात ते, हे ना. किंवा अ, हां. तसंच काहीतरी आहे. आणि हे तर झालं. प्लस त्याच्यामध्ये 360 मध्ये पण बघता येतं व्ही-आर लावून, नाही का. अ हां, मी व्ही-आर लावून बघतो मस्तपैकी, म्हणजे असं वाटतं, की मी ते तिथंच बस
हो, हो, हो, हो. हं. येस. व्ही-आर लावून. हो, हो. म्हणजे ते पण आहे तुमच्याकडे.